अ, परंपरा ना मला असं वाटतं, की डोळसपणे पाळाव्यात कारण आपल्याकडच्या प्रत्येक परंपरेला काहीतरी एक दृष्टिकोन आहे. कधीतरी तो वैज्ञानिक आहे, कधीतरी तो सामाजिक आहे. तर ह्या सगळ्या दृष्टिकोनांचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे आणि आपल्याला का या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे. कारण आपल्या आधीची जी पिढी होती, त्यांनी सगळ्या परंपरा आंधळेपणाने जोपासल्या, की मोठी माणसं करत आहेत म्हणून आम्ही करतो. त्यांना उत्तरच माहिती नव्हतं. पण आपली जी पिढी आली, तिने का हे प्रश्न विचारले.
नाही. हं. बरोबर आहे. नक्कीच.
आणि त्याची उत्तरं शोधूनही काढली आणि अ, बरेच आपल्या आधीच्या पिढीतल्या लोकांनीच त्या प्रश्नांची बऱ्याचदा उत्तर दिली. पण आपल्या नंतरची जी पिढी आहे ना, ती का हे प्रश्न नाही विचारणार आपल्याला. त्यांच्याकडे तेवढाही वेळ नाही आहे. त्यांच्या लॉजिकला जर त्या गोष्टी पटल्याच नाहीत ना, तर ती मुलं ती परंपरा पाळणारच नाहीत. सोडून देतील.
नक्कीच. नाही. बरोबर. करतच नाही ते. बरोबर आहे, बरोबर आहे. खूप छान बोलल्या म्हणजे बघा ना, आजकाल ते असं अ, आजच्या तरी पिढीला असं सांगू नका का, ह्या परंपरा वगैरे आहेत, का ह्या त्याच्यावर दबाव द एक एकंदरीत असं म्हणायचं का, दबाव त्याच्यावर त्यांच्यावरती देऊ नका. तुमच्या कृतीतून सांगा.
हां, पण तर ते हां. हां, पण हे गोष्टी स्वरूपात जर आपण सांगितलं ना त्यांना, की हे केल्यामुळे हे होतं. ते केल्यामुळे म्हणजे आजचा जमाना आहे, की आधी तुम्ही त्याचे रिजल्टस सांगा काय मिळणार आहेत.
हो. बरोबर आहे.
म्हणजे आपण पण एखादं प्रॉडक्ट विकत घेताना बिफोर, आफ्टर बघतो ना आधी. त्याचे आफ्टर रिजल्टस काय असणार आहे त्यावर आपण विचार करतो, की ते प्रॉडक्ट विकत घ्यायचं का नाही घ्यायचं. तर हेच परंपरांच्या बाबतीत आहेत. प्रत्येक परंपरेचा काहीतरी आफ्टर रिजल्ट आहे.
नक्कीच बघतो. <chuckles> बरोबर आहे. बरोबर आहे. बघा ना, किती छान.
तो रिजल्ट जर त्या मुलांपर्यंत पोहोचला. पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला. तर मुलं नक्कीच परंपरा फॉलो करतील.
हं, हं. बघा ना, किती छान उदाहरण पण दिलं आणि शेवटचं तर मला खूप आवडलं. आफ्टर आणि बिफोर काय आहे ते बघून घ्यायचं नाही का म्हणजे टेन्शनच राहत नाही. खरंच ना. तुमच्याशी बोलून मला खरंच खूप छान आवडलं आणि तुमची माहिती पण एकदम माझ्या मनामध्येच भरली बरं का. तुमच्याशी पुन्हा बोलायला मला आवडेल. नक्कीच धन्यवाद.
<chuckles> हो. <laughs>

अरे वाह! बघा ना, म्हणजे किती छान म्हणजे तुम्ही टीमवर्कपण त्यांना शिकवतात आहे ते आणि त्या परंपरा काय आहे त्यापण तुम्ही त्यांना सांगत आहे त्यांना कळत ना कळत सांगताय, पण अ, त्यांना कळतं पण आहे. मग आता मला असं सांगा
आणि तेही हो. हो. हां, म्हणजे कळ कळत-नकळत संस्कार घडतोय त्यांच्यावर.
नक्कीच ना, आणि ते संस्कार खरंच खूप छान देत आहेत हो तुम्ही. मला खरंच खूप छान वाटलं बरं का, ऐकून तुमचं हे. मग आता सांगा ना बघा, आता घरचे पाच ही बोटं बघा, आपण सांगतात ना, आपल्या हाताचे पाच ही बोटं सारखे नाहीये, बरोबर ना? तर ती मुलं पण अशी आहे म्हणजे कोणाचं मन कसं कोणाचं मन कसं? आपण आपल्याला माहीत नाही तर अ, असं कोणी तुम्हाला सांगितलं का, आता बघा, आता तुम्ही सांगितलं, "चला बसा रे टीमवर्क आहे आपल्याला गणप हे गणपतीला डेकोरेशन करायचं आहे" नाही का? तर अ, अशाच्या परंपरा आपण त्यांना कळत-नकळत शिकवू राहिलो आणि त्याच्यामध्ये जर तुम्हा तुम्हाला कोणी सांगितलं, "ए, हे काय डेकोरेशन करू राहिले, की किती जु जुनी पद्धत आहे. काहीतरी आता सगळं रेडीमेड वगैरे पण भेटत, चला ना आणू आपण करू." असं पण कोणी-कोणी राहतं बघा, तर तुम्ही त्यांना कसं समजावून सांगतात हो?
<laughs> हो. हो, अगदीच. हं. हां. हां, हां. हं. हां. हं. हां. हो, हो. हो. अ, तर आधी जर मुलांना मुलांचं अ, मी प्रश्नाचं उत्तर देते, की मुलांना ना मला असं वाटतं, की कधीच बसून समजावू नये, की ही आपली परंपरा आहे. ती आपली परंपरा आहे. आपण त्यांच्यासमोर कृती करावी.
हो. बरोबर आहे. नक्कीच. खूप छान बोलल्या.
तर ते आपल्याला बघत-बघत, तेही स्वतःहून येतात ते करायला. म्हणजे आम्ही तरी आमच्या घरातल्या मुलांना कधीच असं सांगत नाही, की "उठ रे, डेकोरेशन कर रे". अशी वेळच येत नाही. आम्ही करू लागतो, आणि आम्हाला बघून-बघून बघून-बघून ते मुलं आपोआप येतं की "मी काही करून देऊ का?" मी, मला काहीतरी द्या करायला, असं. ओके. आणि जर अ, घरातल्या एखाद्यांनी होतच हे आमच्याकडे दरवर्षी होतं, की आमची जी आयडिया असते, आम्ही जे करायला जातो, ते आमच्यापेक्षा मोठी माणसं म्हणतात दर वेळेला, "की काय हे तुम्ही करत बसता? एक रेडीमेड उचलायचं, आणायचं ठोकून द्यायचं, आणि बसवायचा गणपती."
हं. हो. अरे वाह! <chuckles> हां, हां. मोठ्यांचं राहतचं तसं, काही केलं तरी अपुरं पडतं ते. हो ना.
हो. <laughs> हो. तर अ, आम्ही ठरवलंय, की ह्या गोष्टींकडे लक्ष नाही द्यायचं. आपण आपलं करत राहायचं. तर आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही
खरंच, म्हणजे किती छान आहे ना, जाऊ द्या बोला तुम्हाला काय बोलायचं ते बोला हो, हो. म्हणजे त्यांचंही मन दुखत नाही आणि आपलं काम होऊन जातं खरंच, खूप छान बोलले. मग बघा ना, असं कोणत्या गोष्टींना बदलून तुम्ही स्वीकार करावं, असं वाटतं तुम्हाला?
हां, आम्ही त्यांनाही हो, हो. करतो, आणि आमचंही काम करतो. <laughs> हां, हो.